बघा ना, आजच्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण खाणं-पिणं, काळजी करणं सगळं विसरलं आहोत हो. लहान मुलांचे पण आणि मोठ्यांचं पण. तर मग तुम्ही असं खाण्यातून प्रेम आणि काळजी व्यक्त करता घरी तुमच्या?
हो ना, म्हणजे ते तर मला असं वाटतं की माझ्यासाठी ना एक खूप चांगलं ऑप्शन आहे कारण माझ्या मुलांना आणि माझ्या मिस्टरांना म्हणजे आपण म्हणतो ना की ते फूडी आहे. त्यांना खाणं म्हणजे अतिशय प्रिय आहे आणि वेगवेगळे पदार्थ त्यांच्या आवडीचे जेव्हा मी बनवते ना, तर तेव्हा ते इतके खुश होतात ना आणि त्यांचा ते चेहरा बघून, इतका खुशीचा, इतके छान स्माईल असतात त्यांच्या चेहऱ्यावर. ते बघून मलाही खूप मन प्रसन्न वाटतं.
हं, हं. हं, वाह! <chuckles> खरच ना. मग किती छान! राहतं ना असं आपल्या आपण खाणं बनवणं, जेवण आणि त्याच्यामध्ये प्रेम टाकणं. खरंच खूप छान! असतं बरं का आणि मग अशा टायमाला तुम्हाला कधी असं वाटलं का, की एखाद्या पदार्थातून प्रेम मिळालं अ, उदाहरणार्थ काही क्षण असू दे, काही जेवण, खास रेसिपी आठवतं का काही?
हो. खरंच. हो ना, म्हणजे मी लहान होती ना, तेव्हा जेव्हा पण मी शाळेत न यायची ना, तर मला अतिशय भूक लागायची आणि म्हणजे दुपारचं जेवण तर आई करायची माझ्या आवडीचं आणि त्यानंतर काय होतं ना की आपण खेळतो ना शाळेतून दुपारी आल्यावरती. झालं आपलं जेवण वगैरे, की मस्त मजा अशी खेळतो इथे तिथे. मग संध्याकाळी जेव्हा 4:00 वाजतात ना, तेव्हा परत भूक लागते भयंकर. पण तेव्हा काय आहे ना की दुपारचं जेवण जे असतं ते नको असतं. मग त्यावेळेस मग मी आईला सांगायची, "मम्मा, काहीतरी बनवणं. भूक लागली आहे. मस्त असं काहीतरी बनव." तर तेव्हा माझी आई माझ्या आवडीचे म्हणजे आपण म्हणतो ना, फ्रेंच फ्राईज आता म्हणतो पण तेव्हा त्याला बटाट्याचे चिप्सच म्हणायचे आमच्या घरी.
हं, हं. बरोबर. हम्म. <chuckles> हो. हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच.
तर ते आई बनवायची आणि ते मस्त त्याचा जो सुगंध घरात पसरायचा ना, की बटाटे ते तळतात ते मस्त त्याचे असे आणि मी त्याला म्हणायची लॉन्ग चिप्स.
हां, लोंग चिप्स. वाह वाह!
हां, कारण ते बटाटे असे लांब-लांब कापलेले असतात ना, तर मी मम्माला सांगायची, "मम्मी, मला लॉग चिप्स बनवून दे ना." तर मग आई पटकन ते बनवायची आणि त्याचा सुगंध पसरला की मी लगेच किचनमध्ये जायची धावत. मग ते मस्त असे कुरकुरीत क्रिस्पी क्रिस्पी फ्राईज ते मला द्यायची. आणि ते मला इतके आवडायचे ना मग ते म्हणजे समोर दिसल्यानंतर मी आईला अशी घट्ट मिठी मारायची आणि "थँक यू मम्मा, थँक यू मम्मा," असं म्हणायची. मग तिला पण खूप छान वाटायचं की, वाह वाह!
हो. <chuckles> किती छान! किती छान! किती? खरंच, खरंच म्हणजे ते, हं, हं.
मग ती माझी सुरुवातीची पहिली आठवण आहे की माझ्या आवडीचं हे एक खाणं आहे.
आणि त्या खाण्यामधून तुमच्या आईची काळजी.
हं.
किती छान! ना? म्हणजे बघा ना, आईचं प्रेम खरंच ते प्रेम असतं. आणि खाण्यामधूनच ते आई तिचं प्रेम आपल्यासाठी ओतते नाही का? आता अशा रोजच्या गोष्टी राहतात. जसं बघा ना सकाळचा चहा, अ, मग नंतर अ, टिफिन आपण शाळेमध्ये किंवा ऑफिसमध्ये घेऊन जातो किंवा आजारपणात बनवलेले ते सूप या सगळ्यांना तुमच्यासाठी काय महत्त्व आहे, तुमच्या जीवनामध्ये?
हो ना. हं. खूपच म्हणजे माझ्यासाठी अ, जेवण बनवणं आणि अ, ते अ, आपण स्वतः खाणं. हे दोन्ही गोष्टीना माझी अतिशय प्रिय आहे. म्हणजे मला असं वाटतं ना, की जर एखाद्या माणसाला खुश करायचं असेल ना, तर त्याला जर आपण खूप प्रेमाने त्याच्या आवडीचं जेवण बनवून दिलं ना, की त्याला आपण 2 सेकंदात जिंकू शकतो.
हं, हं. नक्कीच.
आणि त्यालाही कळतं की आपलं त्याच्यावरती किती प्रेम आहे कारण हे एक एक अशी वस्तू आहे ना, जेवण की जे आपल्या शरीराच्या आतमध्ये जाऊन आपल्या फक्त शरीराला पोषण नाही देत. पण आपल्या मनाला पण आनंद देतो.
बरोबर. नक्कीच, नक्कीच.
आणि ही गोष्ट मला वाटतं की फक्त जेवणाने आपल्याला करता येते की म्हणजे शरीराला पण चांगलं वाटतं आणि मनाला पण चांगलं वाटतं. अशी दुसरी कोणती गोष्ट नाहीये. जी 2 असे डबल धमाका करतात. तर त्यामुळे ना हं.
हो, नक्कीच ना. ते काय म्हणतात अ, ते एक अ, वाक्प्रचार आहे का म्हण आहे नाही का कोणतीतरी? का पोटाचा म्हणजे खाण्यामधूनच दिसतात का अ, तुमच्या हृदयामध्ये काय चाललं आहे. असं काहीतरी नाही का ते? काय काहीतरी बघ जेव्हा ते खाणं आपण खातो. तेव्हा ते त्यांच्या अ, अपेक्षा म्हणा किंवा काय असतात त्यांना प्रसन्नता काय येते नाही का? असं म्हणतात ते. मग असं कधी-कधी झालंय का? का कधी अशा खाद खाद्याने काळजी व्यक्त करणं. अति होतं का म्हणजे ते कसं ओळखाल, की प्रेम तुम्ही दाखवताय की नियंत्रित करत आहे असं काही?
हां. हो. हं. होतं ना म्हणजे माझं आणि माझ्या मिस्टरांचं तसं होतं की जेव्हा मला त्यांच्याशी, मी खूप खुश असते. आणि म्हणजे असत ना हजबेंड-वाइफ तर थोडंसं असं रोमॅंटिक वगैरे, तर मग माझं जेव्हा मूड चांगला असतो ना आणि ते जेव्हा मला माहिती असतं की आज त्यांचा ऑफिसमध्ये दिवस खूप दमलेला, थकलेला आहे. आणि खूप मानसिक तणाव त्यांना झाला आहे. आणि ते कॉल करून सांगतात की "हो! आज मी खूप थकलो आहे आणि येतो मी थोड्या वेळात घरी." असं कॉल करतात ते. मग तेव्हा मला कळतं की ठीक आहे बाबा आज हा खूप थकला आहे. तर मग मी त्यांच्या आवडीचं सगळं जेवण करून ठेवते. म्हणजे काय आहे ना, की ते घराच्या आतमध्ये आल्याबरोबर त्यांना ते जेवणाचा मस्त सुगंध येतो. आणि तो सुगंध त्यांना सर्वात प्रथम जाणवतो, दार उघडल्याबरोबर. आणि मग ते त्याच क्षणाला रिलॅक्स होतात, की "आहा! आज तू हे बनवलं, आहा मस्त, मला इतकं छान वाटतंय. आता मी पटकन जाऊन अंघोळ करून फ्रेश होऊन येतो आणि मी मस्तपैकी जेवतो." हे जेव्हा
हं, हं. हं. हो, हो, हो. हो ना. हं, हं. अरे वाह! <chuckles> किती छान. म्हणजे सुगंधानानेच तुमचं प्रेम त्याच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहचून जातं.
हां आणि म्हणजे आपलं, आपले पती जे इतकं थकून घरी आले आहेत. म्हणजे त्यांना त्या सुगंधामुळे एकदम इन्स्टंट रिलॅक्स ते होतात. आणि नंतर जेवल्यावर तर आणखीनच रिलॅक्स होऊन जाणार आणि खुश पण होणार. पण त्याच्या फक्त सुगंधामुळे बघा ना किती फरक पडतो ना, माणसाच्या इमोशनमध्ये त्यांच्या मानसिक स्टेटमध्ये. तर मला असं वाटतं ना की हे एक जादूच आहे. आणि ही एक कला अशी आहे ना, जी सगळ्यांना यायला पाहिजे. आणि मस्त ह्याने काय काय आपण करू शकतो सगळ्यांनाच जिंकू शकतो.
नक्कीच, नक्की. हो ना, हो. बरोबर. खाद्याने सगळ्यांना जिंकूच शकतो. फक्त ते आपण बनवतो कसं त्याच्यावर आहे. तुमच्या हातावर सगळं ते अवलंबून राहतं. नाही का? पण बघा ना, आता खाद्य जर आपण जेवण वगैरे पदार्थ बनवतो आहे आणि त्याच्यामध्ये इतकं खाणं होऊन जातं आणि काही-काही वेळेस असं होतं ना का विशिष्ट डायटचे नियम पण आपल्याला पाळावा लागतात. नाही का? कारण कोणाला कसं चालतं कोणाला नाही आपल्याला माहिती नाही. तर या गोष्टींमध्ये आपण समतोल कसा साधता?
हो ना. हो. हो खरंच. आता काय आहे ना, की अ, इथे तर आम्ही चौघच असतो म्हणजे मी, माझे मिस्टर आणि आमची 2 मुलं, पण जेव्हा आम्ही गावी जातो ना तर तिथे आमचे सासूबाई असतात, सासरे असतात. आता त्यांना, कसं आहे ना, की साखर त्यांना डॉक्टरांनी नाही म्हटली आहे. शुगरचा प्रॉब्लेम आहे. तर त्यांच्यासाठी ना मग मी अ, वेगळे स्वीटनर्स वापरते, म्हणजे जसं का, जर मी खीर करणार असली सगळ्यांसाठी, तर बाकीच्यांसाठी मी खिरीत साखर टाकते पण त्यांच्यासाठी मी स्टिवियाचा वापर करते. म्हणजे स्टिविया एक असं अ, छोटंसं रोप आहे ना, म्हणजे जसं तुळशी असते ना, तसंच ते स्टिवियाचं प्लांट असतं आणि ते नैसर्गिकरूपे त्या ते गोड असतं त्याची पानं. तर त्याचा पावडर भेटतो आणि तो साखरेसारखाच दिसतो आणि साखरेसारखाच गोड असतो, पण त्याचे काही दुष्परिणाम नसतात.
हं, हं. असं का? हं. हं. हं, हं. हं. हो का? हं, हं, हं.
तर मग ते त्यांना गोड पण भेटतं खायला आणि त्यांना त्रास पण नाही होत. तर अशाप्रकारे मी त्यांच्यासाठी, त्यांच्या तब्येतीला जे अ, पूर अ, योग्य आहेत तसे पदार्थ बनवते. मग त्यांनी ते पण खुश होतात आणि त्यांना असं पण नाही वाटत, की बाबा आम्ही कायतरी राहून गेलो, आम्हाला गोड नाही भेटलं. बाकीचे खीर खातात आहेत तर आम्हाला नाही मिळालं, असं नाही वाटत कोणाला.
अरे वाह! हो ना. नक्कीच ते डाएटचे नियम खूप फॉलो करावा लागतात, नाही का आपल्याला आणि थोडा पण त्याच्यामध्ये गडबड झाली तर अ, चांगलं नसतं ते. आणि तुम्ही खरंच खूप छान समतोल साधता बरं का. आणि ते स्टिवियाची जे पानं तुम्ही बोलले ना, ते खरंच खूप छान आहे. नक्कीच अ, मी एकदा ट्राय करेल ते. आणि जेव्हा नवीन पिढी किंवा शहरातल्या जीवनशैलीमुळे अ, किंवा कामांमुळे जेव्हा लोकं घरचं जेवण खूप कमी करून देतात, कारण बिझी शेड्यूल असतं सगळं, मग तेव्हा प्रेम दाखवण्याचे इतर साधने काय असू शकतात?
हो ना. हो. हो. हं, हं. अ, प्रेम दाखवायला ना, मी तर असं म्हणेन की अ, जेवण माझं फेवरेट आहे. आता काय होतं ना की शहरात तर लोकं इतके बिझी असतात आणि वेळ नसतो, पण त्यात पण अशी खूप अ, वस्तू आहे जी आपण पूर्वतयारी करून घरात बनवू शकतो.
हं. जसं की?
अ, मला अ, जसं की आता बघा, आता काय होतं ना की माझ्या मुलांना सकाळी लवकर शाळेला जायचं असतं, मला ऑफिस असतो, माझ्या मिस्टरांना असतं तर मी रात्रीच तयारी करून ठेवते की, सकाळी काय बनवायचं आहे चहा-नाश्त्याला आणि त्यांना टिफिनला काय द्यायचं आहे. मग ह्याची पूर्वतयारी कशी करू शकतो आपण? की रात्री आपण पीठ मळून ठेवू शकतो आणि जर का सकाळी मला त्यांच्यासाठी टिफिनमध्ये डब्याला मुलांना थेपला आणि दही द्यायचं आहे, तर मी रात्रीच ते मेथीची पानं घालून साफ-सफाई करून ते पिठात मळून ठेवते म्हणजे सकाळी काय होतं की फक्त दही डब्यात टाका, त्यांच्या टिफिनवर पॅक करा आणि गरम-गरम थेपले ते लाटून बनवून तयार. 5-10 मिनिटापेक्षा जास्त लागत नाही आणि ते दुपारपर्यंत अगदी फ्रेश मस्त लागतात आणि ते थंड खाल्ले तरीही अतिउत्तम त्याची चव येते. तर म्हणजे <chuckles>
हं. अच्छा. हो, हो. हं. हं. बरोबर. छान-छान. पण फ्रिजमध्ये असं बनवून ठेवलेलं ते चालतं का? दुसऱ्या दिवशी पण चालतं?
बनवून ठेवलं म्हणजे, रात्रीच्या बनवून नाही ठेवायचं, रात्रीच्या फक्त पीठ मळवून ठेवायचं.
अच्छा, म्हणजे फक्त थोडी पूर्वतयारी करायची आणि सकाळी ताजं-ताजं हो. तेच.
हां, पूर्व तयारी करून ठेवायची. की रात्रीच्या तर आपल्याकडे वेळ असतो ना, की आपण अ, मेथीची भाजी साफ-सूफ करून ठेवली, ती पिठात मळून ठेवली, मसाले वगैरे पिठात मिसळून वगैरे पीठ रेडी करून ठेवलं, म्हणजे सकाळी उठलं की 10 मिनिटात तुमचे ठेपले लाटून शेकून तयार. आणि त्याच्यासोबत आपण दही पॅक करायचं, थोडंसं लोणचं पॅक करायचं म्हणजे आपला टिफिन रेडी 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही लागला. आणि ते सगळ्यांनाच आमच्या घरात आवडतं खूप खुश होतात ते खाऊन. त्याचा सुगंधही इतका छान येतो मग ते झालं मग दुसरी गोष्ट म्हणजे जर आणि काय हवं असेल तर आलू पराठा आपण बनवू शकतो त्यासाठी पण बटाटे आपण रात्री बॉईल करून ठेवू शकतो आणि पीठ मळून ठेवायचं मग सकाळी तेच पटापट आपण ते मसाला बटाट्याचा ला घातलं लाटलं शेकलं झालं.
हं, हं. बरोबर हो. हं. किती छान! हो ना. हो का? हं, बरोबर. हां, म्हणजे असं पण करता येतं. थोडी पूर्वतयारी करून ठेवायची अ, जे पण आपल्याला स्टि जे पण त्याला ते काय सारण म्हणतात ते रेडी करून ठेवायचं आणि सकाळी फक्त ते लाटून वगैरे मस्त त्याला फ्राय वगैरे करून जे पण काही देतो आणि सर्व्ह करून द्यायचं मुलांना, डब्यामध्ये पण होतं, मिस्टरांना पण डब्यामध्ये होतं आणि आपला पण नाश्ता होऊन जातो. वाह!
हो. हो आणि काय आहे ना, की घरचं आपण जेव्हा जेवण देतो ना, त्यांना किंवा आपल्यासाठी पण जेव्हा आपण करतो तर त्यांनी आपल्याला पोषण पण मिळतं आणि घरची चव पण मिळते. दोन्ही गोष्टी होतात की आपल्या आवडीचं आपल्या चवीचं आणि साफसूत्रं जेवण आपल्याला भेटते जे पौष्टिक आहार असतं.
हं. बरोबर. हो खरंच. नक्कीच, पौष्टिक आहार, भेटणं पण खूप जरुरी आहे बरं का. खरंच तुम्ही हो सांगा ना.
आणि ह्यातून त्यांना कळतं की बघा किती काळजी घेते आई आपली, की आपल्या आवडीचं जेवण देते आपल्याला. माझ्या मिस्टरांना पण समजतं की ती स्वतः ऑफिसला जाते, तरी ती माझ्या आवडीचं जेवण मला करून देते. माझा डब्बा पॅक करते आणि त्यांच्या आवडीचं काही ना काही असं छोटंसं गोड मी त्याच्यात ठेवलं ना, म्हणजे लाडू बनवून ठेवले. रविवारच्या दिवशी सुट्टी असते तर तेव्हा मी लाडू किंवा त्यांच्या आवडीची चिक्की बनवून ठेवते. आणि मग ते आठवडाभर थोडी, थोडी त्यांच्या टिफिनमध्ये मी ठेवते मग त्यांनी त्यांना कळतं की "अरे वाह! मम्माने आज हे दिलं मम्मा लव्हज मी." माझे मिस्टर पण म्हणतात की "अरे वाह तू माझ्या आवडीचं हे लाडू केले खूप आवडले मला." तर अशा प्रकारे आपण आपल्या खाण्यातून ना, त्यांच्यासाठी प्रेम आपण व्यक्त करू शकतो आणि त्यांनाही कळतं की किती काळजी करते ही आपली.
<chuckles> हो. सरप्राइज, काहीतरी. <chuckles> खरंच. प्रेम पण आणि काळजी हो. हो नक्कीच ना. म्हणजे बघा ना, अशा छोट्या-छोट्या कृतीतून आपण त्यांना दाखवून देतो, तर खरंच आम्ही तुमच्याशी प्रेम पण करतो आणि तुमची काळजी पण करतो. मुलांचंही म्हणा अ, आपल्या मिस्टरांचं आहे ते पण म्हणा किंवा आपले जे पण नातेवाईक आहे. आपले आब आजी, बाबा म्हणा किंवा आपले आई-बाबा म्हणा नाही का, त्यांच्याशी पण तसं, खाण्यातून प्रेम दाखवणं खरंच खूप छान युक्ती आहे बरं का! आणि ही युक्ती मी नक्कीच करेन माझ्यापण घरी. <chuckles> नक्कीच मला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. नक्कीच मी पुन्हा बोलेल. धन्यवाद.
हो ना. हां. हो. धन्यवाद तुमचाही. मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.